अरे, त्यांना तर टेन्शन आलं होतं एकदम कारण, की आहे ना, ती ख्रिश्चन होती आणि आपण मराठी लोकं, आहे ना. तर मग आमच्या लग्नाला, आमचं लग्न जे झालंय ना बापरे, आमच्या लग्नाचा जर कोणी शूट वगैरे केला ना, तर आम्हाला शूट करून टाकेल असं आमचं लग्न होतं. कारण, की ना, कसं होतं, की माझे आई-वडील होते, की आम्ही बाबा चर्चमध्ये जाणार नाही. आम्ही सूट-बूट घालणार नाही. <snorts> असं होतं. हं. घरच्यांना आम्ही कन्विंस केलं. तिचं काय होतं ना, की बाबा आपण ख्रिश्चनिटीमध्ये लग्न करूया आणि मलाही असं वाटतं, की हां, यार, करूया ना, त्यात काय आहे. आपण तिच्या पद्धतीनेही करूया आणि आपल्या पद्धतीनेही करू आहे ना. त्यांच्यासाठी त्यांच्या पद्धतीने, आपल्यासाठी आपल्या पद्धतीने करूया. मग तसं झालं होतं. मग घरचे ना रेडीच नव्हते असं आणि मग त्यानंतर मग जे आमचं लग्न झालं मी कसं तरी कन्विंस केलं घरच्यांना. की बाबा चला ना तुम्हाला सूट घालायला भेटेल पप्पा, नेहमी कुर्ता-पैजामा घालतो आपण, चला ना सूट घालूया. 2 संस्कृती, हो.
हो का? हां, हां. अरे! <chuckles> हो का? घरचे ऐकले पण, घरचे आई-बाबा ऐकले? हं, हं. हो का? हो, हो. बरोबर. हं. <chuckles> हो. आणि 2 संस्कृती 2 संस्कृतीही मिसळली जाईल ना? किती छान मग. हं, हं.
हां आणि तेच ना किती छान ना, भारत आपला 1 घरामध्ये असेल. तर मग. असं मी बोलून
हो ना, हो, बरोबर.
तर मग मी त्यांना कन्विंस केलं असं, की अ, पप्पा चला आपण, सूट वगैरे घाला. मस्त छान दिसताय तुम्ही. माझ्या भावांना सगळ्यांना सूट मग ब्राइड्स अ, ब्राइड्स मॅन, ग्रूम्सन मॅ असं काहीतरी असतं तो प्रकार त्यांच्यात, आहे ना. मग तसं करून म्हणजे हा हार नाही टाकायचे आपल्याला कोणाच्या गळ्यामध्ये, मंगळसूत्र वगैरे नाही टाकायचंय. किती मस्त आहे यार, मला तर मज्जा वाटत होती. यार पैसे खर्च नाही होणार आहे याच्यामध्ये आणि मंगळसूत्र नाही. हां, हां, हां. पण माझ्या आई-वडिलांना ते वाटलंच होतं, की चैन आणि अंगठी तर दिली पाहिजे ना मुलाला. <chuckles>
हो, हो. <chuckles> पूर्ण त्या पद्धतीने तुम्ही, ख्रिश्चन पद्धतीने लग्न. मग तुम्ही मागितली होती का?

हां, स्टोरी थोडी फिल्मी आहे. अ, काय झालं होतं, की मी माझ्या मित्राच्या लग्नाला गेलो होतो आणि त्या लग्नामध्ये आहे ना अ, जेव्हा मी पहिल्यांदा या मुलीला 1 मुलीला बघितलं होतं तिथे आणि अ, इतकी सुन्द म्हणजे एक असत ना की तुम्हाला आवडणारी मुलगी ती सुंदरच दिसते. साहजिक आहे ना असं. तर मग ती इतकी सुंदर मुलगी मी माझ्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं की तीच होती. मला असं वाटतं की या पृथ्वीवर बिलियन्स लोकं असतील पण सर्वात सुंदर तीच होती त्या दिवशी. माझी नजरच हटे ना तिच्यावर आणि मग त्यानंतर आहे ना, स्टेजवर मी तिला पहिल्यांदा बघितलं आणि तिला बघतच राहिलो मी असं झालं की अरे यार ही कोण आहे ना? की अ, किती सुंदर दिसतेय आणि मग त्यानंतर अन् माझी एकदम उत्सुकता वाढली. पण मला हे नाही माहिती होतं की माझ्यासोबत काहीतरी 30-40 मुलं आहेत त्यांची पण उत्सुकता वाढली आहे तिच्याशी बोलण्याची. <chuckles>
हं. बरोबर. हं. अरे! मी तुम्हाला आता विचार अजून मी एक विचारते तुम्हाला जेव्हा त्या मुलीला तुम्ही पहिल्यांदा बघितलं, पहिल्या क्षणीच तुमच्या मनात काय विचार आला?
बरं. हं, हं. मेरे सपनो की रानी कब आएगी तू <chuckles> आई रुत मस्तानी कब आएगी तू बित जाये जिंदगानी. हां, म्हणजे माझी ड्रीम गर्ल असं मग तुम्हाला सांगतो ना, बट अ, इतकं सुंदर वातावरण होतं ना, मी खूप प्रयत्न केले त्या मुलीशी असं मी स्टेजवर जायचो ती स्टेजवरून खालती उतरून जायची आणि मग त्याच्यानंतर मी तिच्या मागे जायचो ती गायब होऊन जायची. मला असं वाटलं मला असं मला असं वाटलं की तिला वाटत असेल मी तिला छेडतोय वगैरे काय मी स्टेजवर गेलो माझ्या मित्राला विचारलं "अरे कोण आहे, कोण काय, तुझी फ्रेंड आहे का?" तो बोलला "नाही, नाही माझी नाहीये ही म माझ्या वाईफची फ्रेंड आहे." बोलूया ठीक आहे. मग मी इतकं प्रत्येक मुलगा तिच्यावर लाईन मारतोय असं होतय आणि बऱ्याच मुली-बिली पण होत्या. बट असं असत ना की
<laughs> वाह, वाह, वाह! किती छान आहे अय्या. सपनो की राणीच बनली ती. वाह! हं. का बरं? हो का?
त्यानंतर कसं तरी, काहीतरी असं झालं घडलं आणि त्यानंतर मग मी हिम्मत केली की मी हिच्याशी बोलू आणि अ, मग त्यानंतर ते जेवून हं, हं.
हां, मी तेच विचारणार होती, मग तुम्ही बोलायचा प्रयत्न नाही केला का तिच्याशी?